अच्छा. हं.
आणि वाचन करायला जर मी लागली ना तर अ, वाचन आणि लेखन दोघी करायची बरं का. छान करायची आणि त्याच्यामध्ये माझा थोडा टाईम जास्त जायचं कारण माहितीये ना अ, वाचनाला आणि लेखनाला एकदम एकांत पाहिजे माणसाला.
हं. हं. हो. बरोबर, बरोबर. हं.
थोडंसं असं एकांत पण पाहिजे आणि त्याला टाईम द्यावा लागतो. आपण काय लिहितोय काय नाही कारण मला प्रोजेक्ट वगैरे द्यावा लागायचे आहे ना अ, आमच्या ऑफिसमध्ये ते सगळं तर अ, ते काय करायचे मी घरी पण येऊन बसायची आणि घरी लिहायची. मग मला घरचे सांगायचे "हे काय सवय लावून दिलेला आहे तू काय केलेलं आहे? सोड आता ते. काहीतरी वेगळं कर." असं कर तसं कर. म्हटलं सवय-सवय तर आहे पण माझं ते सांगतात ना छंद पॅशन म्हणतात ना तसं होतं ते.
हं. हां. हं, हं, हं, हं. <laughs> हां. हं. हां. हं, हं, हं, हं.
मग मला आवडतं म्हणून मी करते मग घरचे पण खूप टोकायचे का "नको. जाऊ दे!" आणि अशा लहान-लहान सवयी तर खूपच होत्या इकडं जा तिकडं जा मैत्रिणींसोबत फिरणं तेव्हा पण खूप सांगायचे का पण मी नाही बदलली सगळे आहे माझ्यासोबत आता पण आहे आणि खूप छान मला अ, जरी माझ्या घरच्यांनी मला टोकलं सवयी बदलून घे असं तसं. पण मी या लहान-लहान सवयींमधून आणि जे मोठे-मोठे मी निर्णय घेले आहे घेतले आहेत माझ्या घरच्यांनी पण मला खूप साथ दिली आणि मी हा ह्या आयुष्यामध्ये आता तरी खुश आहे.
हं, हं, हं, हं. अच्छा. हं. <laughs> अच्छा. हां. हं, हं, हं, हं. अच्छा. हं. हं. हं, हं, हं, हं. वाह! हां. नाही, नाही फार म्हणजे छानच होतं की अ, कसं तुम्ही लहान-लहान सवयी आहेत किंवा ती कोरोना वेळेच्या. अ, चिकन हे खाण्या खाण्याची सवय होती ज्याच्यामुळे तुम्हाला ज्या परिणामांना तोंड द्यावं लागलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जे बदल केलेत आणि मग आयुष्य तुमचं बदललं. खरंच खूप छान अ, असं अनुभव सांगितलेत किंवा किस्से सांगितले मला ना आवडेल तुमच्याशी पुन्हा गप्पा मारायला पुन्हा बोलायला पुन्हा-पुन्हा हे सगळं असं शेअर करायला. खरंच खूप छान वाटतं. हो, हो. तुमचेही खूप-खूप आभार. <laughs> हो. धन्यवाद. हं.
हो खाण्याची. <laughs> <chuckles> नक्कीच बोलू आपण नक्कीच हो मलाही तुमच्याशी बोलून खूप आवडलं तर संवादासाठी धन्यवाद.

हो, जेव्हा लाक लॉकडाउन लागलं ना तेव्हा माझी तब्येत कमी होती बरं का.
हं. अच्छा.
आत हो, इतकी जाड नव्हती, मस्त होती आणि जेव्हा लॉकडाउन लागला आणि घरा घरामधून बाहेर निघायचं म्हणजे हेच भेटलं नाही.
हं, हं. बरं. हां. काही अलाऊडच नव्हतं. हो.
का बाहेर निघायचंच नव्हतं. अलाऊड नाही आणि काहीच नाही. मग खायचं आणि खायचं फक्त खायचं. <chuckles> इतकं खाल्लं आणि मा माझी आहे ना, जीभ आहे ना खूप चटोरी आहे. काही ना काही लागतं म्हणजे लागतंच मला. आणि मला जेव्हा हा मोका भेटला ना घरी राहून. तर बापरे! पाणीपुरी खा, थेपले खा, छोले भटुरे.
<laughs> हो ना. <chuckles> हं. ओह! हां. हं. अरे वाह! चमचमीत नुसते, हां. <chuckles>
बापरे! माझी आई म्हणायची "काय हे बाई?" खरं सांगू का तुम्हाला. पहिले तर काहीच वाटलं नाही बरं का. मी खाल्लं. मला सगळे ओरडायचे "अगं काय करते? ती तब्येत बघ कशी होऊन राहीली?" हो ना. मग मी सांगितलं "काही नाही होत. काही नाही वाढत मी. जाऊ द्या. होईल, होईल नंतर कमी अजून." असं सांगायची बरं का.
हां. <chuckles> अच्छा! हां ना. हं. हं. हां.
पण अ, 6 ते 7 महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगते माझं वजन 15 किलो वाढलं.
बाप रे! पण मग तेच तुमच्यासाठी चांगलं होतं की वाईट होतं?
विचार करा. हो. वाईट होत ना असं काय करता तुम्ही?
नाही, नाही. नाही, नाही. तसं नाही. म्हणजे <smacks lips> खूप वेळेला असं असतं ना एकदमच बारीक असतात काही लोकं आणि अ, अहो माझ्या आहेत आठवणीतले ना म्हणजे असं होतं, की एकदमच बारीक आहेत आणि मग ते जाडे-जाडे अ, होण्यासाठी काही औषधं वगैरे घेतात, मुद्दामून तर तसं मग तशा बाबतीत चांगलं आहे ना.
हां, हां, हां. करता, करता. हो, हो. करतात. हो. तशा बाबतीत तर खरंच ते खूप चांगले आहे. पण माझ्या बाबतीत तसं नव्हतं. मी पहिले चांगलीच होती आणि खाऊन तर अजून मग जास्त चांगली झाली मी. <chuckles> मग जेव्हा मी बघितलं ना स्वतःला सगळं "अगं बघ!" म्हणे कसे सांगायचे माहिती आहे का "ढोलच झाली म्हणे."
हं. अच्छा! ओके. <chuckles> अरे बापरे! हां. हं, हं.